होय. त्याच्यामुळं ते <laughs>
ती खेळायचं म्हणजे जबरदस्ती घेऊन द्यायची आम्हाला, मग मी तिथं व्यापारी बनायचो. असं अं, उच्छड आणि विटा-बिटांचा मस्तपैकी भुगा-बिगा करून मस्तपैकी मी त्याला अ, म्हणतात ना, अ, सगळं दुकान मांडून ठेवायचो समोर.
<chuckles> <chuckles> नाही बरोबर आहे की. खरंच आहे की.
असं. आणि मग त्यामध्ये काय काढायचं मी, ते मसाले-बिसाले सगळे आहेत ना, त्याना उलट ठेवायचं आणि त्या रेल्वेत न आले लांब न असं झिक-झिक झिक-झिक-झिक करून. <chuckles> अ, फुल खतरनाक व्यापारी होतो.
हं. <chuckles> म्हणजे सगळ्या खेळण्या सगळ्या खेळण्यांचा पुरेपूर वापर केला म्हणता येईल तुम्ही एकाच वेळेस. <chuckles>
हां, हां. मी अ, म्हणतात ना, माझ्याकडे क असे खूप खेळणी होते, जेसीबी होतं आणि जेसीबीची खुदाई करून मी मस्तपैकी त्याची माझ्याकडे दुसरा डंपर होता. त्यामध्ये टाकायचो आणि हातानेच करायचो त्यावेळेस ऑटोमॅटिक नव्हती नाही का.
हं, बरोबर आहे की. हां.
असं आणि अ, म्हणतात ना, अ, त्या गोष्टींनी मी खूप खेळायचो म्हणजे एवढी आवड मला बाप रे बाप! <swallows> एवढं कोण खेळतं का, नाही का. गाड्या तर मला लई आवडायच्या.
नाही, बरोबर आहे की. खरं आहे. पण हां, गाडीवरून आठवलं एक लक्षात आलं की तुम्हाला अ, म्हणजे लहानपणी जो घोडा दिलता खेळण्यासाठी वगैरे, तर त्याच्यामुळं तुम्हाला असं कधी वाटलं नाही का, की घुडसवारी म्हणून एक मी छंद म्हणून सुद्धा जोपासू शकतो की हे लहानपणीच्या खेळण्यामुळं मला कुठेतरी हा छंद सुद्धा निर्माण झाला आहे, घुडसवारी वगैरे?
एक गाडी होती माझ्याकडं. हां, हां. घोडसवारी मी केली आहे ना, खुप वेळा केली आहे आणि मी तब तरबेज आहे त्यामध्ये.
होय, म्हणजे तुमचा छंद आहे तो, का आपलं कधीतरी करता असा?
अं, कधीतरी करतो. मी खूप अ, माहिर आहे त्यामध्ये. हां.
होय, म्हणजे म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला जी च घुडसवारीची जी आवड निर्माण झाली, ती ह्या लहानपणीच्या खेळण्याशी संबंधित आहे का तसं काही नाहीये?

मला अ, गाडी चालवायला खूप आवडायची ना लहानपणी, बस.
हां.
ते एक छंद होता मला.
<chuckles> मग त्याच आत्ताची काय त्याच परिस्थिती आहे? आता तो काय तुम्ही तशा पद्धती <chuckles> बरोबर आहे की नाही चालवू शकणार, हां.
मी बस तर नाही चालू शकलो. पण माझा एक मित्र आहे, त्याची एक कंपनी आहे, एक नाही का फ्लीट तो फ्लीट अ, पार्टनर आहे Uber चा आणि त्याची अ, टॅक्सी रेंटल सर्व्हिस आहे, तर मी त्यामध्ये जाऊन मस्तपैकी, म्हणतात ना, अ, खूप अ, हे चालवल्या अ, कार.
हां.
नॉन-स्टॉप 20:00-20:00 तास मी कार चालवायचो. मस्त पैकी लोकांना, पॅसेंजरला घेऊन जायचो. खेळ-खेळमध्ये मी ते केलं होतं. मला लहानपणीची ती आठवण होती ना की मला बस चालवायची आहे. आणि मग बस नाही चालवू शकलो, कार चालवली आणि ट्रक चालवला.
हां. अरे बापरे! <laughs> नाही बरोबर आहे की. अरे बापरे! म्हणजे तसं म्हंटल, तर तुम्हाला म्हणजे गाड्यांची किंवा अशी वाहनांची बरीच आवड आहे, म्हणता येईल.
6 टायर वाला. हां, म्हणजे मला अ, गाडी चालवायला खूप आवडते. आणि एक दिवशी, तुम्हाला सांगतो ना, अ, मला विमान पण चालवायची आवड आहे, पण माहीत नाही, कधी चालवायला भेटेल का नाही, काय माहिती? उद्यापर्यंत वगैरे झालं मोदींसारखा, तर मी पण एखादं विमान चालवलं, जसं त्यांनी चालवलं होतं मधी. आणि अ, दुसरी गोष्ट काय आहे ना? अ, की मला अ, ट्रक पण अ, चालवायची इच्छा होते, चालवली आहे. तर एक दिवशी एसटी चालवायची इच्छा आहे मला, काय माहिती कधी चालवायला भेटेल का? नाही का? लहानपणी लयी खेळायचो मी एसटी, असं नाही का? सगळी पोरांना मागे बसवायचं पलंगावर आणि घाय प प प पप गांग ए घाट आला रे, घाट आला रे, व्यवस्थित बसा, असं फुल वर डोक्यावर नाही का? माझी एसटी कायम पुणे नाशिक चालायची. <chuckles> कारण, की त्या रुटला मी खूप वेळा गेलतो ना. <chuckles>
हां. <chuckles> हं. <chuckles> हे खर आहे की. <chuckles> नाही बरोबर आहे की खरंच आहे की. <laughs> बरोबर आहे की. <laughs> <chuckles> हां, बरोबर आहे की नक्कीच.
आणि अ, ती एक आठवण आहे माझी. <chuckles>
म्हणजे असं, तुम्हाला हां. आणि ते त्या गोष्टींना पाहिल्यानंतर, तुम्हाला असं काय वाटत? की म्हणजे फार आनंद होतो किंवा एक भावनिक सुरक्षितता असेल, वगैरे. अशा कोणत्या भावनांची तुम्हाला अनुभूती होती, या गोष्टी पुन्हा पाहिल्यानंतर, लहानपणीची खेळणी वगैरे?

हां, मी एकदा स्वतःला आहे ना मस्तपैकी महाराजांसारखं असं घोडं ते, तगडक-तगडक करत होतो. खूप नाही का, तगडक-तगडक करता-करता आहे ना एवढं टगडक केलं, की डायरेक्ट घोड्याने टांगच उलटले.
<laughs> हां. <laughs> हां. अ, म्हणजे काय लागलं का नाही तुम्हाला मग?
आणि व व मला उतावनं केलं पाडून. <laughs> हां. अ, मला ना थोडंसं खरचटलं असेल त्यावेळेस लहानपणी नाही का, जास्त नाही ना आठवत मला. तर ते
<laughs> मग काय घरातली म्हणते असतील, की उगाच याला असलं खेळणं आणून दिलंय, हयो अदुगरच करामती आणि त्याला ते खेळणं पण असं मिळाल आहे, की त्याने म्हणजे त्याचे करामती आता डबलच झाल्यात म्हणले असतील. <chuckles>
हां आणि म्हणतात ना अ, खूपच अ, भारी वाटलं मला कारण की अ, म्हणतात ना ते पडलो तरी मजा होती त्यामध्ये.
हं. हं. अ, बरोबर आहे, की मग त्याशी जोडलेली एखादी अशी कोणती तुझी घटना असेल, की ती घटनेमुळं तुम्हाला तुझ्या आजीची आठवण येते किंवा वडिलांची आठवण येते अशा काही गोष्टी?
हां, मला एक अ, खेळणी होती. अ, म्हणजे खेळणी नाही मला आठवण येती माझ्या वडिलांची, ते अ, हे होतं माउथ ऑर्गन.
हां. म्हणजे काय असतं?
अ, ते शोलेमध्ये नाही का ते वाजत असतो पा-पा, पा-पा, प-पा, प-पा असं तोंडाने वाजवतो.
हां, हां, हां, हां आलं लक्षात, आलं लक्षात. म्हणजे ते वाद्य का ते, चपट वाद्य असतं, एकदम त्यात फुकल्यानंतर आवाज येतो ते का?
हां, हां. हां. हां, हां, हां, हां, हां, हां, हां.
म्हणजे तेव्हाच देत कुणी होत मग? म्हणजे वडिलांनी दिलता का तुम्हाला लहानपणी वगैरे?